बरोबर. एकदम 100% राइट बोललाय तुम्ही. असंच चालू आहे सगळीकडे आपण बघतच असू, हे असंच चाललंय. हां.
<chuckles> हां. पण य अ, प्रसिद्धीच्या हवेत किंवा अ, प्रसिद्धीच्या अ, चक्रामध्ये गुरफटून जाणारी जी माणसं आहेत ना, त्यांची कुठेतरी सत्सगविवेक बुद्धी हरवलेली असते ओ.
हं. हं. हो ना.
म्हणजे आपण काय करतो आहोत, अ, प्रसिद्धीसाठी आपण कोणत्या थराला जातो आहोत, आपण अ, सांगतोय त्या कथा, दाखवतोय त्या गोष्टी ह्यामध्ये तथ्य आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचं भान आणि ज्यांच्याबद्दल आपण बोलतो आहोत, ती व्यक्ती काय आहे? त्या व्यक्तीचं काय आणि ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात माहितीये, एखादा मोठा YouTubeचा पॉडकास्ट असेल, तर त्यातली ना, 1का मिनिटाची किंवा 30 सेकंदाची क्लिप फक्त कोणीतरी उचलतं प्रसिद्ध होण्यासाठी आणि खूप सारे लाइक्स मिळण्यासाठी आणि ती व्हायरल होते ती क्लिप. पण त्याच्या आधी एखादा माणूस काय बोललंय किंवा त्याच्यानंतर त्या अ, बोललेल्याचा अर्थ त्या माणसाला काय सांगायचाय, हे तर कोणी बघतच नाही, कारण आपला अटेन्शन स्पॅन कमी झाल्यामुळे, मोठे मोठे YouTube पॉडकास्ट आपण बघतच नाही.
हं. हं. हं. जे, हं. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. बरोबर. हं. ते कोण लक्षातच घेत नाहीये. बरोबर, बरोबर. ओहो! <chuckles> बरोबर. आपण फक्त 1 मिनिट जे शॉर्टमध्ये आम्हाला समजेल ना, तेच आम्ही बघतो. पुढे काय, मागे काय आम्हाला काहीच कळत नाही. बरोबर. <chuckles>
आणि मग अ, एखादा हां. काहीच नाही. मग-मग ते सगळं ट्रोलिंग आणि हे सगळे प्रकार त्याच्यानंतर सुरु होतात. म्हणजे भान हरपून जातो माणूस प्रसिद्धीच्या नावाखाली.
नक्कीच, नक्कीच, नक्कीच. बरोबर म्हणजे अ, तुम्ही आज पूर्णपणे सांगितलत की कथा हे केवळ मनोरंजनाचं अ, साधन नसून ते समाज बदलण्याचंदेखील एक प्रभावी माध्यम आहे आणि खरंच खूप छान वाटलं तुम्ही अशी सुंदर उदाहरणं दिलीत, खूप स साऱ्या स्टोरीजदेखील सांगितल्यात, एकदम खरंच खूप छान वाटलं आणि मजा आली मला सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्याकडनं शेअर करायला.
हो. नक्कीच, नक्कीच. <chuckles> थँक यू, थँक यू. मलाही खूप मज्जा आली. <chuckles>
हो. मला पण खूपच मज्जा आली. ती स्टोरी सांगितली, ती खरंच खूप मनाला अशी भिडली माझ्या. <chuckles> धन्य धन्यवाद.
थँक यू, थँक यू. <chuckles> हो. धन्यवाद.